आजकालचं धकाधकीचं आयुष्य, माणसाला पुरतं ताणग्रस्त करून ठेवलेलं आहे आणि मग असं वाटतं कधी एकदा हे काम संपतंय आणि मी इथून बाहेर पडतोय. किंवा या सगळ्याला बंद करून इथून जागेवरून उठून जातोय. असं कधी झालंय का हो तुमच्या बरोबर? आणि जर असं झालं असेल तर काय करता तुम्ही रिलॅक्स होण्यासाठी?
<chuckles> नक्की. अ, <chuckles> नक्कीच, नक्कीच. अं, अ, आता मी जो काम करतो नक्कीच अ, मला वाटतंय की प्रत्येकाचं आयुष्य खरंच एक धावपळीचं झालं आहे आणि प्रत्येकाला स्वतःसाठी सुद्धा देण्यासाठी फार वेळ मिळत नाही. तर मला वाटतंय अशा वेळेस कुठेतरी त्या व्यक्तीला पण वाटतं आपण कुठेतरी रिलॅक्स व्हावं किंवा मग कुठेतरी आपण आपल्या मनाला शांत करावं. अ, निश्चित मला देखील वाटतंय, की कुठेतरी जास्त काम झाले किंवा आपण जर ओव्हरटाईम केले तर कुठेतरी आपल्याला एका विश्रांतीची गरज असते. आपल्या मनाला कुठेतरी रिलॅक्स करण्याची गरज असते आणि मला वाटतंय, की मी त्याप्रकारे कुठेतरी माझ्या मैना मनाला रिलॅक्स करतो. अ, जसं की एखाद्या अं, बागेत फिरायला जातो <chuckles> किंवा मग एखादी अ, सहल ट्रिप अ, म्हणजे फॅमिलीची म्हणतात ना कुठेतरी आत फिरायला जायचं फॅमिलीसोबत. किंवा मग फॅमिलीसोबत टाईम द्यायचा किंवा मग त्या दिवशी फक्त एखादा अं, पिक्चर म्हणा किंवा मग अ, अ, गो गप्पा गोष्टी. मला वाटतं की ह्या प्रकारे मी अ, माझे रिलॅक्स होण्याचे काही अ, रिझन आहेत आणि मी तशाप्रकारे अ, स्वतःला रिलॅक्स करतो आणि त्याप्रकारे जर मी रिलॅक्स स्वतःला केलं तर अ हं.
हं, हं. अगदीच. बरोबर. हो ना. हो ना. अच्छा. हां. बरं पण आता बघा अ, हो, हे तर आहेच म्हणजे हे आता माझ्या मते सगळ्याच जणांचं असं ठरलेलं असतं, की फॅमिलीबरोबर थोडासा टाईम किंवा बाहेर जाणं वगैरे. पण बघा बऱ्याच वेळेला असतं ना, की आपल्याला आज काम केलंय उद्या पुन्हा त्याच कामाला बसायचंय किंवा आता झालंय तर अगदी काही तासांनी पुन्हा ते सुरू करायचं नवं. तर अशा वेळेस जो मधला टाईम आहे मधला वेळ आहे, त्यावेळेत तुम्ही काय असं करता किंवा काय तुमची अशी छोटी रुटीन आहे? की ज्याच्याने तुम्हाला ते आपण म्हणतो ना की एखादा स्ट्रेस बस्टर सारखं काम करतं किंवा तुम्हाला एकदम असं रिलॅक्स वाटतं, शांत वाटतं आणि नवी उमेद जागवतं की पुन्हा काम सुरू करायसाठी?
हं, नक्कीच. हं, हं. अ, <chuckles> नक्कीच, नक्कीच. मला वाटतंय की रिलॅक्स अ, होणे म्हणजे कुठेतरी जो आपण काम करतो आपल्या त्या कामाबद्दल फार थकवा येतो. कधी-कधी तर वाटतंय अरे, हे काम मी का करतो? किंवा मग मला, अ, पैसा नको, कुठेतरी मनाला शांती हवी किंवा मग कुठेतरी जे म्हणतात ना रिलॅक्स हे हवं आहे. नक्कीच अ, माझ माझ्या जीवनामध्ये देखील ह्या गोष्टी बऱ्याच वेळा वेळेस मला ह्या गोष्टींचा सामना करावा लागतो. तर मला वाटतं या अशा, वेळेस अशा परिस्थितीत मी कुठेतरी म्हणतात ना की मेडिटेशन करतो. कुठेतरी ध्यान करतो, कुठेतरी योगा करतो आणि मला वाटतंय, की ध्यान ही एक सगळ्यात चांगली एक मेडिसिन आहे. जे आपल्या बॉडीला, मनाला आणि आपल्या शरीराला पूर्णपणे रिलॅक्स करते आणि त्यापेक्षाबी छान म्हणजे मला वाटतं, की एक शांत झोप घेतो. कारण अ, ज्यावेळेस आपण ध्यान केलं, किंवा योगा केला तर निश्चित मला वाटतं की त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या मनावर, आरोग्यावर आणि आपल्या प्रत्येक गोष्टीवर होत असतो. त्याचप्रकारे आपल्याला झोप होतो अन् मला वाटतं ज्याप्रकारे आपली झोप चांगली झाली आपले आरोग्य चांगले राहील अन् निश्चितच आपण कुठेतरी आपल्या शरीराला रिलॅक्स करतो असं मला वाटते.
बरोबर. हो. अरे वा! बरोबर. हं, हं. बरोबर. बरोबर. अगदी बरोबर. पण बघा काही वेळेला असत ना की जो काही स्ट्रेस आहे, तो एवढा असा मोठा असतो आपल्याला, की कधी-कधी ती छोटीशी गोष्टसुद्धा आपल्याला पुरेशी पडत नाही. म्हणजे केलं ध्यान केलं थोडा वेळ, पण तरीही जी अस्वस्थता आहे, बेचैनी आहे, ती काही निघून जात नाही. मग अशा वेळेस काय करावं असं तुम्हाला वाटतं?
हं, हं. अं, <chuckles> नक्कीच-नक्कीच. मला वाटतं अशा बऱ्याच वेळेस आपल्या समोर प्रश्न उपस्थित राहतात, की आपण काय करतो, की त्या गोष्टीपासून आपल्याला रिलॅक्स व्हायचंय किंवा मग ती गोष्ट आपल्याला करायची नाही. अ, परंतु काय असतं, की आपल्यावर काही बंधनं असतात. आपल्यावर काही आपल्या ज्या म्हणतात ना बॉर्डर असतात, की आपल्याला ती गोष्ट करावीच लागते आणि मग त्यामध्ये आपली परिस्थिती कशी असू. अ, निश्चित मला वाटतं, की अशा वेळेस आपण ध्यान केला किंवा योगा केले इतर साऱ्या गोष्टी केल्या, तरी मला वाटतं आपल्या अ, मनावर आपल्या रिलॅक्स अ, म्हणजे बॉडीवर अ, याचा काही फारसा परिणाम होत नाही. अ, निश्चितच मला वाटतं अशा वेळेस आपण अ, कुठेतरी जे आपले अ, काम आहे, त्यामध्ये कुठेतरी आपण एक छोटी विश्रांती घेतली पाहिजे. आता जसं की आपलं आपल्याला ती गोष्ट करायची आहे आणि आपण ती गोष्ट सतत करत आहोत. <chuckles> परंतु मला वाटतं, की आपण काय करायला पाहिजे, की अ, असं आपण त्या गोष्टींच्या मधात कुठेतरी जर आपल्याला 10-15 मिनिटाची अ, विश्रांती मिळाली किंवा मग आपण एखाद्या शांत झाडाखाली जाऊन बसलो, तर नक्कीच मला वाटतं, की कुठेतरी आपल्या मनामध्ये ती सकारात्मकता किंवा मग जे आपण म्हणतो ना रिफ्रेश, कुठेतरी आपलं जे रिफ्रेशच बटन आहे ते कुठेतरी दाबलं जातं. आणि निश्चितच मला वाटतं की त्यावेळेस आपल्याला अ, पुन्हा ते काम एका नवीन वर्जी ऊर्जेनं किंवा चांगल्या ताकदीनं अ, करावंस वाटतं. तर निश्चित मला वाटतं की ज्यावेळेस आपल्याला अ, ह्या गोष्टींना फरक पडत नसेल, तर निश्चित आपण जर आपल्या कामातून एक थोडा-थोडा वेळ काढून जर विश्रांती घेतली, तर नक्कीच मला वाटतं, की त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या आरोग्यावर आणि मानसिकतेवर पडतो.
बरं. हो. बरोबर. बरोबर. बरं. हो. आता तुम्ही जसं बोलत होतात की योगा, हो, आता जसं तुम्ही मला बोलत होतात, की योगा करता येतो. तर योगासनामध्ये काही आसनं आहेत का अशी, की जी आपण अ, म्हणतो ना की टेम्पररी आपल्याला एक रिलॅक्स फिलिंग देऊ शकतात, किंवा काही क्षणांमध्ये, काही मिनिटांमध्ये, क्षण नाही म्हणणार मी, पण काही मिनिटांमध्ये, की ते आसन एखादं केलं की एक 10-15 मिनिटांमध्ये असं मोकळं वाटतं, एकदम शांत रिलॅक्स वाटतं, असं कोणतं आसन आहे का, सांगाल का त्याबद्दल काही?
अं, <chuckles> नक्कीच, नक्कीच. अ, मला वाटतं की असे भरपूर सारे आसन आहेत, ध्यान आहेत, की आपण जर ते केले किंवा मग ते केल्यानंतर कुठेतरी आपल्याला मनाला शांती मिळते आणि आपल्या बॉडीमधल्या ज्या काही मसल्स आहेत, त्या कुठेतरी रिलॅक्स होतात. तर नक्कीच मला वाटतं, जर आपल्या बॉडीतल्या अ, मसल आहेत किंवा जे आपल्या म पेशा आहेत पेशे आहेत, जर ह्या रिलॅक्स झाल्या कुठेतरी, तर नक्कीच मला वाटतं कुठेतरी जे आपलं शरीर आहे ना, ते कुठेतरी हलकं-फुलकं होतं आणि आपल्याला एकदम लाईट फील होतं. हां, तर नक्कीच असे अनेक योगासनं आहेत, जसे की अ, माझ्या अनुभवानुसार ताडासन असू किंवा धनुरासन असू किंवा मग प्राणायाम असू किंवा मग अ, अ, एखादं ध्यान असू जसं की आपण हं.
बरोबर. आहां. बरं. हं, हं. हं, हं. हो, पण एखाद्या नवशिक्याला जर सांगायचं असेल, एखाद्या नवशिक्याला जर तुम्हाला सजेस्ट करायचं असेल, कारण ज्या प्रकारे तुम्ही धनुरासन म्हणत आहात किंवा अ, ताडासन, तर नक्कीच खूप सोप्पं आहे की कशा प्रकारे केलं जातं, जरा सांगाल का ताडासन?
नक्कीच. अ, <chuckles> नक्कीच, नक्की. अ, मला वाटतंय की ताडासन अगदी ज्या व्यक्तींना सुरुवात करायची आहे किंवा मग अ, ज्या व्यक्तींना अगदी अ, अ, योगासने सुरू करायची आहेत, ताडासन मला वाटतं की सर्वात सोपं आणि एक प्रभावी आसन आहे. जर आपण ताडासन करायचं, तर आपण आपल्या पूर्ण बॉडीला कुठेतरी स्ट्रेच करतोच की आपले दोन्ही हात हातात घालून आपल्याला जेवढे उंच करता येते तेवढे उंच करतो, तर अ, तसं केल्यामुळे मला वाटते की कुठेतरी अ, ज्या आपल्या मसल आहेत त्या कुठेतरी अ, स्ट्रेच होतात. आणि जर मसल्स आपल्या कुठेतरी स्ट्रेच झाल्या की कुठेतरी आपली जी बॉडी आहे ती कुठेतरी रिलॅक्स व्हायला लागते. तर मला वाटतं की अशा प्रकारे कुठेतरी ताडासन केलं जातं आणि नक्की त्याचा आपल्या शरीरावर एक सकारात्मक परिणाम दिसू शकतो.
हं, हं. बरोबर. अच्छा. ओके. हं, हं. बरोबर. बरोबर, किती छान. मला एक सांगाल का की बघा हे जे सगळ्या गोष्टी आहेत, ह्याच्यामध्ये आपलं तंत्रज्ञान हे क कुठेतरी आपल्याला ना खूप अ, त्रास देत असतं ह्या सगळ्या कामांमध्ये. की कधी आहे जेव्हा आपलं काम तर काहीच नाहीये, पण तरीही आपल्याला स्ट्रेस वाटत असतो. वारंवार येणाऱ्या नोटिफिकेशन्समुळे, वारंवार मोबाईलची स्क्रीन जी आहे ती पॉपअप होतेय आणि तुम्हाला असे इरिटेट करून सोडते. मग अशा वेळेस काय करावं असं तुम्हाला वाटतं?
हं. अ, <chuckles> नक्कीच, नक्कीच. मला वाटतंय की सर्वात जास्त आपल्याला जो तणाव येतो आणि ज्या गोष्टीमुळे आपण जास्त रिलॅक्स होऊ शकत नाही, ती गोष्ट म्हणजे आपला मोबाईल फोन, सोशल मीडिया आणि इतर साऱ्या गोष्टी. जो आपण त्या बंधनात सदैव अडकलेलो असतो, तर निश्चित मला वाटतंय की हे आपल्या आरोग्यावर खूप परिणाम करतं अन् त्यामुळे नक्कीच आपण कुठेतरी, अ, जो टाईम आपल्याला योगासनाला द्यायचा आहे, ध्यानाला द्यायचा आहे किंवा मग आपल्या जे एक्टिव्हिटी आहे किंवा मग आपल्या निसर्गाच्या सानिध्यात राहायचं आहे, आपण ह्या गोष्टीला तो वेळ देऊ शकत नाही. तर निश्चितच मला वाटतं त्यामुळे जी आपली बॉडी ती कुठेतरी रिलॅक्स राहू शकत नाही. तर मला वाटतंय, की मी देखील काय करतो की या सर्व गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. अ, जसं की सकाळी उठल्यानंतर, की अ, किमान मी 1 तास अ, तरी मोबाईल झोपेतून उठल्यानंतर पाहत नाही आणि झोपेच्या एक अगोदर 1 तास अगोदर मी मोबाईल, टीव्ही किंवा इतर साऱ्या सर्व गोष्टी बंद करून एक अ, छान ध्यान करतो किंवा मग अ, ज्या माझ्या जे श्वासना श्वासनक्रिया असतात किंवा मग श्वासनाचे जे योग आहेत, ह्याच्यावर कुठेतरी अ, छोटे-मोठे योगा करतो अ, निश्चित मला वाटतंय, की जर आपण आपल्या ज्या अ, मोबाईल ह्या गोष्टी आपल्यापासून दूर ठेवल्या. तर आपल्या जे मनामध्ये सकारात्मकता आहे याचे प्रमाण कुठेतरी वाढेल आणि नक्कीच त्याचा आपल्या बॉडी रिलॅक्स अ, वर कुठेतरी नक्कीच एक सकारात्मक परिणाम होऊन जाईल.
अगदी. हो ना. बरोबर. अगदी. हो. हो ना. कसं करता? मी तेच विचारते काय करता? हं. अरे वाह! बरं. वाढ. चांगला पॉझिटिव्ह परिणाम मिळेल. अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही हे सांगत आहात. तर ह्याच्यामध्ये अ, जेव्हा आपण म्हणतो ना, की मोबाईल बाजूला ठेवला जातो किंवा स्क्रीन बाजूला ठेवली जाते. तो एक प्रकारचा डिजिटल डिटॉक्स आपल्याला मिळतो. पण या सर्वांमध्ये जे आपण बाजूला ठेवू शकत नाही, अशा काही गोष्टीही असतात की ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही आणि त्या म्हणजे आपल्या घरची जबाबदारी आहे, घरातली लहान मुलं आहेत आणि त्याच बरोबर येणाऱ्या समाजाच्या किंवा संस्कृतीच्या अपेक्षा आहेत. तर ह्यामध्ये सुद्धा जे आहे ना की एक वेगळ्या प्रकारचं स्ट्रेस जो आहे तो आपल्यावर येत असतो. तर जेव्हा कामामध्ये खूप प्रेशर येतं तेव्हा हे सगळे काही तुम्हाला मदत करतात का? ह्या सगळ्या स्ट्रेसमधून बाहेर पडायला, ह्यांच्यापैकी कोणी मदत करत का?
हं. अ <chuckles> नक्कीच, नक्कीच. मला वाटतं कसं असतं, की आपल्यावर एक सामाजिक जबाबदारी असते, ऑफिसची जबाबदारी असते, कुटुंबाची जबाबदारी असते. अ, मला वाटतं की ह्या सर्व गोष्टींमधून कुठेतरी जी माझी कौटुंबिक जबाबदारी, अ, ही मला कुठेतरी मला रिलॅक्स अ, होण्यासाठी नक्कीच मदत करते. कारण अ, अ, ज्यावेळेस, एखाद्या वेळेस मला थकवा येतो, किंवा मग एखाद्या वेळेस अ, अ, माझं जे माइंड आहे, ते कुठेतरी निगेटिव्हिटीमध्ये जातं किंवा मग अ, मला ती गोष्ट करावी वाटत नाही. त्यावेळेस नक्कीच माझे आईवडील किंवा माझी बहीण कुठेतरी माझ्यासमोर एक मोटिव्हेशनल म्हणून समोर येते आणि त्या गोष्टीसाठी ते मला मोटिव्हेशन करते. तर नक्कीच मला वाटतं, की माझ्या फॅमिली ही कुठेतरी मला रिलॅक्स होण्यासाठी आणि अ, कामानंतर घरी आल्यानंतर कुठेतरी मला फ्रेश करण्यासाठी नक्कीच एक अ, अ, करीत असते की जेणेकरून अ, मी देखील फ्रेश राहिलो पाहिजे आणि संपूर्ण कुटुंब देखील निश्चित.
हं, हं. बरोबर. समोर येतात, बरोबर. किती छान. अगदीच, अगदीच. मला वाटतं खरंच तुम्ही जे आज इथे सांगितलं, आहे की ज्याप्रकारे कामावर जर प्रेशर असेल, तर रिलॅक्स कसं व्हावं, कसा योगाचा किंवा झोपेचा जे आहे, आपण सहारा घेऊन किंवा मदत घेऊन आपलं मन शांत, एकांत ठेवू शकतो. डिजिटल डिटॉक्स कसं करता येईल, त्याच्याविषयी खूप छान माहिती दिलीत आणि जे अ, सरते शेवटी जसं सांगितलंत, की माझे घरातील सदस्य हे माझ्यासाठी रिलॅक्स होण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. कारण त्यांच्याशी बोलल्याने, त्यांच्याबरोबर वेळ घालवण्याने सुद्धा आपल्याला रिलॅक्स जाणवतं. खूप सुंदर आणि छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. अशाच गप्पा मारायला, यापुढेही तुमच्याबरोबर बोलायला नक्की आवडेल. खूप धन्यवाद दिलेल्या वेळेबद्दल.
हं. नक्कीच. नक्कीच, नक्कीच. मला देखील आपल्याशी बोलून अ, खरंच खूप छान वाटलं. चालेल, भेटूया पुन्हा एकदा. धन्यवाद.
धन्यवाद.